म्हणजे या जुन्या कपड्यांनाच जीवन नाही देत आहे. तर अ, अ, खरंच गरजू लोकांनाही हो. त्यांनाही जीवन अ, दिलं जातंय. खूप सुंदर कल्पना आहे, खूप सुंदर कल्पना आहे. मग तुम्ही काय-काय अजून करता? म्हणजे ह्या तर झाल्या म्हणजे एकदम सामुदायिक अ, उपक्रमावरती असं झालं. अ, तुम्ही बोललात जसं की अ, आईच्या साडीचा अ, पोशाख वगैरे म्हणजे तिच्यासाठी ड्रेस वगैरे बनवतात. अजूनही असं काही केलं होतं का? दुसरं काही?
थोडंफार हो ना, वाटा उजळतात. अगदीच, अगदीच. हो ना. <chuckles> हो. हो. अशाच ज्या अ अगदीच. हो. आहे ना. म्हणजे अ, गावाकडे ज गल्लीमध्ये ना म्हणजे आमच्या गावाकडे अ, इरकल इरकल आणि नऊवारी अशा सा अशा पद्धतीच्या साड्या वापरायची पद्धत आहे अजूनही. कारण ते कर्नाटक बाउंड्रीवरती येतं. महाराष्ट्र-कर्नाटकच्या बाउंड्रीवरती माझं छोटंसं गाव आहे. तर मग मी त्यांच्याकडून साड्या घेऊन यायची. म्हणजे ज्या साड्या अगदीच विरलेल्या नाही आहेत, व्यवस्थित आहेत. आणि अशा साड्यांचे अ, पर्स बनवणं खरंच खूप म्हणजे आता अशा पर्सला खूप डिमांड आहे. तर अ, हो आणि
अच्छा. अच्छा. ओके. अच्छा. काय बोलता! मग ही पर्सची कल्पना कुठून आली तुम्हाला?
<chuckles> परत माझी एक मैत्रीण आहे, जिनं हे अ, एकदा केलं होतं. म्हणजे सॅम्पल बेस तिनं केलं होतं आणि तिनं फोटो टाकले होते की, "बघ मी हे केलंय." आणि अ, माझ्या मैत्रिणी सगळ्या अशा खूपच कल्पनाशक्ती अफाट आहे आणि आम्ही सगळे गरिबीतून वर आलेलो आहोत. अरे खूपच छान दिसतात हे माहिती आहे तुम्हाला? आणि शिवाय, आता हल्ली बघा ते दरवाज्याला लावायचा फ्रेम आलाय. तर फ्रेममध्ये आपण कसं ना बॅकग्राऊंडला काहीच नसतं ना, फोटो असतो डायरेक्ट. तर अ, तिने काय केलं होतं ना, की फ्रेमच्या बॅकग्राऊंडला इरकली कपडा. त्याच्यापुढे जो फोटो आहे तो अर्धा-अर्धा-अर्धा म्हणजे इतकं ते सुंदर. फ्रेम सुंदर दिसते तशीसुद्धा. तर अ, अशा पद्धतीच्या.
नक्कीच. मला ते दिसतच आहे एक. <chuckles> अच्छा. हं, हं. अच्छा. म्हणजे फ्रेमच्या डेकोरेशनमध्ये वापरल एकंदरीत.

नाही मी आणि माझे एक मित्र आहेत कारण हे फ्रेम बनवायचं जे आहे ना ते वुडन फ्रेममध्ये बनवतो ना आम्ही. त्याला थोडीशी शक्तीची गरज असते. तर मग माझे एक मित्र आहेत, जे अ, सुतारकाम त्यांना खूप छान पद्धतीने जमतं. तर मी त्यांना अशीच कल्पना दिली होती की बघ, आपण ह्याला पाठीमागे अं, इरकल कपडा, खणाचा कपडा माहिती ना तुम्हाला तो चेक्सचा असतो. तश्या पद्धतीच्या साड्या असायच्या पूर्वी. तर त्या साड्यांचे तुकडे आम्ही फ्रेमच्या आतमध्ये लावायचो आणि तिथून पुढे वरती मग अ, फॅमिलीचे फोटो, देवाचे फोटो किंवा काही मेसेज असलेले अ, फोटोस असे आम्ही लावायला सुरू केलं तर त्या फ्रेमसुद्धा खूपच आकर्षक दिसतात आणि वेगळ्या-वेगळ्या अ, साइजेसमध्ये किंवा वेगळ्या-वेगळ्या आकारामध्ये ह्या फ्रेम्स बनवता येतात आपल्याला. तर अ, अशा पद्धतीनं ते फ्रेमचं काम जे आम्ही सुरु केलं ना, त्याला आता खूपच प्रचंड मागणी आहे आणि खूपच छान वाटतं. मग याच्यासाठी आम्ही अ, सोशल मीडियाची मदत घेतली, Instagramवर काही व्हिडिओस वगैरे टाकले.
अच्छा ता हो, हो. हो, हो. नक्कीच. मस्त, मस्त. नक्कीच. छान आहे. म्हणजे एकंदरीत मला तुमचंही अ, कलात्मक अ, दृष्टिकोन खूप आवडला. मला फक्त आता म्हणजे तुम्ही जसं बोललात ना, की लहान तुमच्या मुलींसाठी 2 साड्या अ, म्हणजे एका साडीतून 2 अ, छान असे ड्रेस शिवलेत तुम्ही फ्रॉक शिवलेत. मग तेव्हा त्यांना काय वाटलं कारण की आजीची साडी ना शेवटी. आपण म्हणतो ना एक मायेची उब असते, आईच्या साडीमध्ये, आजीच्या साडीमध्ये. मग त्यांना काय वाटली ते कसं वाटलं त्यांना?
खरंच. हं. शॉक. हो. अगदीच. हो. हो. त्यांना अ, म्हणजे माझ्या आईचं आणि त्यांचं खूपच अटॅचमेंट आहे. आणि ते माझी आई आली की त्यांना सोडतच नाही, म्हणजे पोरी सोडतच नाहीत आईला. अ, ते म्हणत असतात, "आजी तू इथंच रहा ना गं, इथंच रहा ना गं." मग अ, आई हो, माझी आई म्हणाली होती की आता तुम्ही याचे फ्रॉक करून घाला म्हणजे मी नेहमीच तुमच्याबरोबर असेल. तर ते त्यात जेव्हा-केव्हा त्या फ्रॉक घालतात ना, तर अ, ते म्हणत असतात, "आई, आजी आजी आमच्याबरोबर आहे आज." तर ते इतकं छान वाटतं असं जणू काही तो आशीर्वादच आहे आणि तिचं वास्तव्य कायम त्यांच्याबरोबर आहे असं वाटतं. तर मुली खुश असतात ते फ्रॉक घातल्याच्या नंतर. आता ते पोरी मोठ्या झाल्यात आणि फ्रॉक छोटे झालेत, पण तरीही आम्ही ते जपून ठेवलेत आणि अ ते ती एक वेगळीच भावनिक अशी आठवण आहे, जी माझ्या आईशी निगडीत आहे आणि मुलींची आठवण आहे ती.
हां. हां, मग तर अजून आवडलं असेल मग आजीची साडी. अरे वाह! <chuckles> अरे वाह! मस्त. नक्कीच, नक्कीच. हां, हां. नक्कीच. खूप सुंदर अशा गोष्टी सांगितल्यात की जुन्या कपड्यांना तुम्ही अ, नुसतंच जुन्याच कपड्याला जीवन देत नाही, तर त्याच्यातून तुम्ही बऱ्याच जणांना सामाजिक कार्य करून अ, जीवन दिलंय. तुम्हीही त्याच्यातून व्यवसाय केलाय आणि खरंच आजीची साडी, त्यातून मिळालेल्या मुलींना जो आनंद आहे, तो वेगळाच काही औरच. खूप छान वाटलं तुमच्याशी अ, गप्पा मारून आणि तुम्ही या गोष्टी माझ्याशी शेअर केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
<chuckles> हो. <chuckles> अगदीच. हो. हो. हो. ती एक उबच असते. हो.

अ, नाही, मी व्यवसाय नाही केला, पण अ, इथं माझी एक मैत्रीण आहे, जिला मी अशा पद्धतीचा व्यवसाय सुचवला होता आणि तिनं त्याच्यामध्ये अजून कल्पकता टाकली तिची आणि तिनं काय केलं, की अं, एक व्हॅन तयार केली कपड्यांची आणि मग अ, त्याच्यावरती असं लिहिलं होतं की तुम्हाला नको असलेले कपडे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही ते अ, व्यवस्थित करून ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही देऊ. आणि अशा पद्धतीचं तिनं एक व्हॅन अ, मी ज्या शहरात राहते, त्या शहराच्या एका गल्लीतून फिरवली, तर इतके कपडे जमा झाले की बस. आणि मग त्यांनी ते एन-जी-ओला दिले, तरी सुद्धा काही कपडे शिल्लक होते. मग त्या कपड्यांपासून तिनं अ, असे डिझाइनर आयटम्स बनवायला सुरू केलं. म्हणजे पायपुसण्या असतील, अ, उशीच्या खोळी, अ, आसन, अ, शिवाय अ, जे आपले छोटे-छोटे काउचेस असतात ना म्हणजे अं, काय म्हणतात त्याला चौकोनी उशा असतात बघा गाडीमध्ये. त्याचे कव्हर, कलरफुल असं बनवायला सुरू केलं.
अच्छा. अरे वाह! अच्छा. अरे वाह! अच्छा. हां, हां. हो, खुर्चीवर बसायला पण वापरतात. हो, ऑफिसमध्ये वगैरे. हां.
हो, खुर्चीवर बसायला. हो किंवा पूर्वीच्या काळी ना खुर्चीला पण कव्हर असायचे. तर तिनं अशा पद्धतीचे कव्हरही बनवायला सुरू केलं. मग ते कस्टमाइज करायला सुरू केलं. तर अशा पद्धतीने ना अ, एन-जी-ओला सुद्धा मदत होते, जे कपडे त्यांना मिळतात त्याच्यापासनं आणि अ, शिवाय अशा पद्धतीचा बिझनेस तिनं सुरू केला ज्याचा फायदाही तिला झाला. पण ती अगदी प्रामाणिकपणे तिच्या व्यवसायातले 30% जो भाग आहे, तो ती एन-जी-ओजला देते. अशा पद्धतीनं तिनं खूपच अ, नोबेल टास्क चालू केलंय.
बरोबर, हो. अरे वाह! हां, हां. अरे वाह! नक्कीच. म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे नुसतं व्यवसाय नाही केला किंवा नुसतं अ म्हणजे समाजालाही अ, हातभार लावला आणि एकदम अ, डायरेक्ट अ, कपडेनी पण आणि तुम्ही म्हणतात मोबदला पण शेअर केला. त्यामुळे खरंच कौतुक आहे तुमच्या तुमचं पण आणि तुमच्या मैत्रिणीचं पण. म्हणजे कुठल्या वेळेवरती गे
हो ना. <chuckles> हो, खरंच. हो ना. <chuckles> खरंच, हो. ते तिचं तिचं खरं हो ना, तिची कल्पनाशक्ती जबरदस्तच आहे माझ्यापेक्षा जास्त आणि अशा पद्धतीनं म्हणजे अ, खूपच छान अ, ते एन-जी-ओजला वगैरे सहकार्य मिळतं. शिवाय अ, आमच्या शहरामध्ये असं एक अ, स्कूल आहे, ज्याच्यामध्ये अ, ज्या शेतकऱ्यांच्या अं, शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. अशा शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण दिलं जातं. तर अ, तिथे बऱ्याचशा मुली असतात. मग अशा मुलींना व्यवसाय म्हणून अ, हे जे कपडे आहेत, ते त्यांच्याकडे दिले जातात अ, ते कपडे धुणं, अ, त्याला इस्त्री करणं
नक्कीच, नक्कीच. अच्छा. बरं, बरं. अच्छा, म्हणजे त्यांना ही कला पण शिकवली जाते याचा अर्थ.